आम्ही पाहतो की आमच्या अवतीभवती अगदी सगळे लोकं इंटरनेटच वापरत आहेत आता सध्याला तरी आहे ना? आणि मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती, इंटरनेटच युग आहे हे सध्याचं. तर इंटरनेट वरती माहिती घेताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष अ, आपण देतो बरं आणि द्यायला पाहिजे?
हं. बरोबर. हो, नक्कीच ना, म्हणजे आजचं जे युग आहे ना
हं, हं, पाहता हं, हं, हं.
हे आधुनिक युग आहे, बरोबर? आणि या आधुनिक युगामध्ये जी सगळी माहिती आहे. ती आपण अगदी इंटरनेटवरनचं गोळा करायला आता सुरुवात केलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला इंटरनेटवरतीच भेटायला सुरुवात झाली. म्हणून अ, प्रत्येक व्यक्ती इंटरनेटला जातो. तिथे त्याचं काही म्हणजे, ज्या गोष्टीबद्दल त्याला सर्च करायचं आहे किंवा रिसर्च करायची आहे. तर ती गोष्टीबद्दल तो तिथं टाकतो आणि लगेच त्याला त्याबद्दलची माहिती तिथं प्राप्त व्हायला लागते आणि तिथं वेग-वेगळे माध्यमही भेटतात. वेग-वेगळ्या लोकांच्या काय त्याच्यामागची रिसर्च आहे किंवा काय त्याचा विचार आहे त्या माहितीबद्दल. तर ते सगळं आपल्याला तिथे एकाच जागेवरती भेटतं. पहिले कसं असायचं ना, की जर आपल्याला कुठली माहिती गोळा करायची आहे, तर मग आपल्याला त्या पुस्तकाबद्दल वाचावं लागेल. ती माहिती कुठल्या पुस्तकात असेल किंवा एखाद्या व्यक्तीला माहिती असेल, तर त्या व्यक्तीसोबत बोलावं लागायचं. पण आता इंटरनेटमुळे माहिती घेणे अगदी सोपी झाली. अ, 1 टचमध्ये आपल्याला माहिती भेटायला सुरुवात झाली तर मग
बरोबर आहे. हो. अगदी, अगदी. बरोबर. हं, हं. हं, हं. हो. अगदी बरोबर बोलला. हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. अगदी, अगदी. हं, हं. अगदी बरोबर बोललात. हं, हं. येस, येस. अरे वाह! बरोबर. सामान्यपणे मग तुम्ही एखांदी बातमी, पोस्ट पाहिल्यावर पहिलं काय तपासता बरं समजा इंटरनेटवरती?
तरी हं, हं. बघा ना की एखादी बातमी किंवा पोस्ट असेल, तर ती सगळ्यात पहिले मी हे चेक करतो की ती ऑथेंटिक सोर्सकडून आलेली आहे.
हं, हं. अ, हं. अच्छा, अच्छा.
किंवा तिच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा रेफरन्स दिलेला आहे का? ज्याच्यावरती मी जाऊन ही बातमी खरी आहे, याचं विश्लेषण करू शकतो?
हो, हो.
जर का मला असं काही भेटलं नाही, तर ती माहिती माझ्यासाठी म्हणजे अ, एखाद्या व्यक्तीचं मत राहू शकतं. पण ती माहिती खरीच आहे असं मी तिला कन्सिडर नाही करत किंवा तिचा कोण लेखक आहे? त्याची ती अ, त्यांनी कुठल्या तारखेला ती माहिती टाकलेली आहे?
हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं.
या पद्धतीनेही मी त्याचं विश्लेषण करतो, जेणेकरून आपल्याला समजतं की इंटरनेटवरती प्रत्येक व्यक्ती खूप पद्धतीच्या म माहिती टाकत असतो. वेगवेगळ्या असतात. त्याचे काही विचार वेगळे असतील किंवा त्याचं लिहिण्याचा पद्धत वेगळी असेल, त्या त्याचा तो त्या गोष्टीबद्दलचा एक्सपिरियंस वेगळा असेल. म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे सर्वात आधी.
हो, अगदी. बरोबर, बरोबर. अगदी, अगदीच आणि त्या प आणि तुम्ही मग काय पाहता? URL लेखक किंवा तारीख काय नेमकं त्याच्यामध्ये काय शोधता म्हणजे URL म्हणजे वेबसाईटचं नाव वगैरे काय नेमकं टाकून तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करता?
हो. तर बघा ना की जर आपण काहीतरी सर्च करत असणार, तर सगळ्यात ऑथेंटिक गोष्ट जिथे आपल्याला माहिती आहे की ऑथेंटिक माहिती भेटणार आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही सर्च करताय, तर मग सगळ्यात 1ली चॉइस प्रत्येका व्यक्तीसाठी आहे Wikipedia.
हं, हं. हं, हं. Wikipedia अच्छा.
बरोबर? की Wikipedia की जिच्यावरती आपण अ, जेव्हा लहान होतो तेव्हा आपण अ, स्टोनएजमॅनला काय कसं काय म्हणतात? किंवा त्याच्याबद्दलची माहिती द्या. महात्मा गांधींवरती आपल्याला भाषण द्यायचं असायचं तर तिथून आपण माहिती काढायचो. तर ही सगळी माहिती ना आपल्याला सगळ्यात 1ले ती Wikipedia वेबसाईट दिसायची की जिच्यावरती ऑथेंटिक माहिती असायची. अगदी त्यांच्या जन्मापासून तर त्यांचं राहणं कुठं होतं? त्यांनी काय-काय केलं? ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेल्ड माहिती तिथे असायची आणि त्यातल्या-त्यात तिथं, आपल्याला रेफरन्सही दिसायचे की कुठल्या पुस्तकामधून यांनी माहिती घेतलेली आहे, काय यांचे सोर्सेस होते माहिती घेण्याचे? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. मग Wikipedia झालं, कधी-कधी आपण बघतो की एखादी वेगळ्याच पद्धतीची लिंक आलेली असते. तिच्याने काय होतं की तिथं काहीतरी माहिती तुम्हाला सांगित सांग अ, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे की आम्ही इथं-इथं, ही-ही माहिती भेटेल पण अगदी तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं आणि जर तुमच्यासोबत काहीतरी फ्रॉड झाला मग? तर मी त्याचंही पहिले बघतो की अशा अननोन आणि ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही अशा लिंकवरती आपण क्लिकच नाही करायचं, जेणेकरून आपण अशा फ्रॉड पासून वाचू.
हं, हं. हो, अगदीच. हो. हं, हं. हं. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हो. हं, हं. बरोबर. अच्छा, अच्छा. अरे बरोबर! एकदम बरोबर बोललेत तुम्ही. मग मला हे सांगता का तुम्ही की चित्र आणि व्हिडिओ आहेत तर त्यांची खरी खूण खरी पणाची माहिती कशी तपासता? म्हणजे आम्ही पाहतो काही-काही फोटो आणि व्हिडिओ खूप अ, डुप्लिकेट्स आहेत पण आम्हाला त्याचं ते खरे आहे का खोटे हे कसं समजतं? कोणचे साधनं तुम्ही वापरता बरं त्याच्यासाठी तुम्ही सांगू शकता?
हं. हं. बघा अ, आताचं युग आहे ना हे A-Iचं युग आहे आणि आपल्याला जसं माहिती आहे की A-I आता इमेज मॉर्फिंगमध्ये खूप पुढे गेला आहे. इमेज क्रिएशन ही A-Iची 1 नवीन खासियत झालेली आपल्याला दिसून येते की आपण कुठल्याही पद्धतीचा त्याला प्रॉम्प्ट दिला. तर तो त्या पद्धतीची इमेज आपल्याला देतो किंवा आपण काही आपला फोटो तिथे टाकला तर आपण आपले कपडे बदलू शकतो. आपल्या मागचं बॅकग्राउंड बदलू शकतो. आपले लुक्स बदलू शकतो. तर अशा पद्धतीने होतायेत. मग बाकीचे लोकं काय करतात? दुसरा सीन क्रिएट करतात. तिथे दुसऱ्याचा फोटो लावतात आणि मग ते आपल्याला कधी-कधी ते ब्लॅकमेल करण्याचं काम करतात त्या व्यक्तीला. तर अशा परिस्थित्या घडतायेत, मग तेव्हा काय केलं पाहिजेल प्रत्येक व्यक्तीनी? की तिथं लिहून येत ना, तिथं अ, आपल्याला एक सोर्स आहे की आयबॉल, eyeball.com म्हणून. तिथं ह्या गोष्टीब हा, eyeball.com म्हणून तिथं या गोष्टीबद्दल अ, आपल्याला स अ, पूर्ण माहिती भेटते की ही इमेज A-I जनरेटेड आहे का नाही कारण की A-I जी अ, पिक्चर बनवतो ना, तिच्यामध्ये पिक्सल इंटेंसिटीमध्ये काहीतरी फरक असतो. जरा ती रियलिस्टिक न अ, म्हणजे ते असतं ना की एखाद्या अ, कॉम्प्युटरने बनवलेली आणि हँडक्राफ्ट बनवलेली या दोघी गोष्टींमध्ये फरकच असतो. मग त्या पद्धतीने
हं, हं. हो. हां हां. हं. अगदी बरोबर. हो, हो. हं, हं. अच्छा. <chuckles> बरोबर. काय केलं पाहिजेन? हां, हां. हं, हं. आयबॉल? हं. हं, हं. हं, हं. त्याचे एक अच्छा. अच्छा. म्हणजे पिक्सल पा तो पिक्सलवरनं ठरवतो की हे कोणच आहे म्हणून समजा पिक्स पिक्सल ॲनलाईझ करतो तो.
हो पिक्सलच्या इंटेन्सिटीवरनं हो पिक्सलच्या इंटेन्सिटीवरनं तो ठरवतो की A-I क्रिएटेड आहे का? रिअल इमेज आहे? तिथे आपण चेक करायचं आणि त्यानंतर आणि हे जे ॲप्स आहेत जे जे आपल्याला इमेज बनवून देत आहेत तर यांचंही ती जबाबदारी आहे की त्याच्यावरती त्यांनी वॉटरमार्क टाकला पाहिजेल किंवा अशा सर्व गोष्टी टाकल्या पाहिजे. जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही अशा गोष्टींपासनं. हं, हं.
हं, हं. हो, हो, हो. हं, हं. हं, हं. पण ते वॉटर मार्क रिमूव्हर पण राहतं ना भरपूर वेळेस, वॉटर मार्क पण काढून टाकतात लोकं. तर म्हणजे तशी पण फसवणूक होऊ शकते असंय.
हं, हं, हं, हं. बघा ते ते आपण बघतो ना की अगदीच असं लेयर बाय लेयर वॉटरमार्क टाकलेला असतो की पूर्ण पिक्चरमध्ये तो वॉटरमार्क दिसतोच आहे. तर तशा पद्धतीचे वॉटरमार्क्स त्यांनी टाकले पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात जर व्हिडिओबद्दल सांगायला गेलो तर मग व्हिडिओबद्दल असतं ना की व्हिडिओ आपल्याला बघूनच समजतं की हा AI जनरेटेड आहे की नाही किंवा हा खोटा व्हिडिओ आहे की नाही.
हं. हं, हं. ख म्हणजे नेमकं कसं बरं? कसं पाहणार आपण का हा खरा आहे, खोटा आहे?
बघा AI जनरेटेड जर आपण असं बघितलं ना की AI जनरेटेड व्हिडिओ दिसतोय, तर त्याच्यामध्ये आपण जे सावली असतात किंवा मागे जे बॅकग्राउंडमध्ये गोष्टी चालत आहेत यांच्यावरती लक्ष द्यायचं त्यांनी त्या गोष्टींमुळे आपल्याला लगेच समजतं की हा AI व्हिडिओ आहे की रिॲलिस्टिक व्हिडिओ आहे.
हं, हं. हं, हं. हं, हं.
असंच अ, आता केलेलं होतं एका जणांनी आमच्या शहरामध्ये की "आमच्या शहरामध्ये बिबट्या आलेला आहे." त्याने AIनी ते सगळी हो, बिबट्या आलेला आहे. त्यानी AIनी ही सगळी माहिती बनवली. AIनी त्याचे जागेवरचे लोकेशन घेतले आणि तिथे सांगितलं की "इथं बिबट्या आलेला आहे असं दाखव." मग तिथे त्याने लगेच त्या पद्धतीने तो इमेज बनवून दिला. पण कसं आहे ना आपण आपण बघितलेलं आहे आणि तो लगेच सगळं त्यांनी WhatsApp ग्रुप्सवरती पसरवायला सुरुवात केली आणि मग जेव्हा ती माहिती हो, जेव्हा ती माहिती माझ्यापर्यंत आली आणि काय आहे जे म्हातारे लोकं आहेत, जे वयस्कर आहेत, ज्यांना आणि काही लोकांना तर माहिती ही नाही की AI काय आहे? ते तशा लोकांनी खरंच समजलं की "अरे बिबट्या आलाय." मग ते घरामधनं बाहेरच नाही निघत होते की "काय माहिती कधी तो आपल्या समोर येऊन जाईल?" असं. अ, मग मी मी तेव्हा माझ्यापर्यंत आलं ती माहिती. माझ्या वडिलांनी मला टाकली आणि मी ते फोटो आणि ते बघताच सांगून दिलं की म्हटलं, "बिबट्या तर काही आलेला नाही आहे. तुम्ही कसं काय आणि हे सगळं ए AI जनरेटेड आहे." मग माझ्या वडिलांनी मला प्रश्न केला? की "तू हे कसं ओळखलं?" म्हटलं तुम्ही ते बघा ना की "त्याचा जो बिबट्या आहे, त्याची जी सावली आहे, ती सावली कुठे आहे?"
बरोबर, बरोबर. अच्छा, अच्छा. हां. बिबट्या. पिच्चर. हो, हो, हो. बरोबर आहे. अरे बापरे! अवघडच आहे. हं, हं. आहे. हं, हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं, अच्छा. हं, हं. अच्छा. हो, अगदी हुशार बरं.
तिथं वरती तुम्हाला वरती तुम्हाला लाईट चालू दिसतोय रात्रीच्या टायमाला आणि जर आपण लाई रात्रीच्या टायमाला लाईट चालू आहे, तर आपली सावली कुठे ना कुठे तर पडले पडतेच ना? थोडी का असो ना, पण सावली तर दिसेल ना आपल्याला?
हं. बरोबर, बरोबर.
आणि ते त्याची तर सावलीच दिसत नव्हती.
आणि त्याच्यावरून ओळखलं. हं, हं, हं.
म्हटलं हे AI जनरेटेड आहे. मग तेव्हा वडिलांनी सांगितलं, "अरे हां, बरोबर सांगतोय तू, याची सावलीच नाहीये." मग त्या पद्धतीने मग मी, मी मॅसेज टाकला, की हा AI जनरेटेड व्हिडिओ आहे अ, किंवा इमेज आहे. याला कोणी बळी पडू नका. आपले कामं चालू द्या. शिर म्हणजे आपल्या गावामध्ये काहीच कोणल्या पद्धतीचा बिबट्या आलेला नाही आहे.
हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. म्हणजे अगदी हुशारीने आणि थोडं फार डोकं लावून पण आपण ओळखू शकतो की कोणची माहिती खरी आहे आणि खोटी आहे. म्हणजे थोडं फार डोकं मारायची गरज आहे. तर सोशल मीडियावरचे फॉरवर्ड केलेले मेसेज आम्ही पाहतो, की भरपूर फॉरवर्ड केले जाते आणि WhatsAppचे, Facebookचे तर खूपच असते. तर तसे कसे तपासावं? म्हणजे आम्हाला कसं काय तपासता येईल का? हे काही लोकांना येड्यासारखे फेक अफवा पसरवतात आणि लगेच एकाने तुम्ही 10 लोकांकडे पसरवा, 10 लोकांना मग पसरले जातील, तुम्ही 20 लोकांकडे पसरवा. तर असं चालूच राहतं बरं त्यांचं. तर ते नेमकं कसं स्टॉप करायचं बरं, हे काही समजत नाही कारण, की अ, अ, टाकणारा मूर्ख आणि पसरवणारा मूर्ख ही साखळी कधी तुटतच नाही.
हो. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. नाही, नाही, नक्कीच. म्हणजे तुम्ही क अगदी बरोबर बोललात. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं? इंटरनेटवरती अती, बरीच माहिती पडलेली आहे. ज्याच्यामध्ये व्यक्ती, कोण काय पसरवतोय कोण काय पसरवतोय. पण सगळ्यात पहिले ना आपण, आपल्याला समजतं की कुठली माहिती खरी असेल, कुठली माहिती खोटी असेल. समजा जर एखाद्याने सांगितलं की या-या व्यक्तीनी एवढा-एवढा भ्रष्टाचार केलेला आहे. आणि जर त्यांनी तो केलेला असेल, तर त्याच्याबद्दलचे पुरावे इंटरनेटवरती तर असतीलच ना? किंवा कुठल्या ना कुठल्या न्यूज चॅनलला या गोष्टी माहितीच असतील. त्यांनी ते सांगितलं असतील.
हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. अगदी बरोबर बोलून. हं हं.
आणि याबद्दलचे ब्लॉग्स आणि पोस्ट आपल्याला इंटरनेटवरती भेटतातच. मग त्या त्याचा रिसर्च आपण केला पाहिजे, की खरं ही गोष्ट आलेली आहे का नाही आहे किंवा मग नुसतंच लोकांनी काही अ, भलतं काहीतरी बनवलेलं आहे आणि त्या व्यक्तीबद्दल ती खोटी मा माहिती पसरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशी आपण आहे ना थोडीशी रिसर्चही केली पाहिजे कुठल्या गोष्टीबद्दल. तुरंत त्या गोष्टीवरती विश्वास न करता आपण माहिती घेतली पाहिजे सगळ्यात आधी.
अगदी बरोबर बोल हं, हं, हं. हं, हं. खरं-खरं बोललास तू की जर माहिती घेतलं, तरच पुढचं पाऊल आपल्याला उचलतंय. तर तुम्ही मग हां. तुम्ही कामाशी संबंधित क्षेत्रात काम करतांना, तुमचा अनुभव कसा आला? समजा एखादं काम तुम्ही करत आहे, कॉम्प्युटरवरती म्हणा किंवा काम कामावरती म्हणा, मग तुमचा त्या ठिकाणी काही अनुभव आलाय का?
हो. हो ना, त्यावेळी काय झालं होतं की एका ग्रुपवरती मेसेज आला की उद्या अ, पेट्रोल पंप बंद असणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काय झालं, लोकांची धावपळ झाली ना. अरे! पेट्रोल पंप बंद असणार आहे, बाकीच्या आणि वीकेंड होता त्यातल्या त्यात, मग काही लोकांचे प्लॅन्स असतात, बाहेर जाण्याचे, फिरण्याचे.
हं, हं. हं, हं. अच्छा. अरे बापरे! हां, हां. हं, हं. अगदी बरोबर.
आणि मग त्यांनी ती मेसे त्यांनी तो मेसेज असा टाकलेला, मग त्याच्यात काय झालं, प्रत्येक व्यक्ती ते ऑफिस आता ज्यांचे होते ते ऑफिसमधून निघाले आणि सर्वात पहिले ते धावले तर पेट्रोल पंपवरती. कोणी सी-एन-जी भरतंय, कोणी डिझेल भरतंय, कोणी पेट्रोल भरतंय आणि एवढी रांग, किलोमीटरच्या किलोमीटर रांगा लागलेल्या होत्या, लोकांचे पेट्रोल भरण्यासाठी आणि त्यातल्या त्यात मग ट्रॅफिक ही जॅम झालेला होता खूप, अ, म्हणजे लोकांचं काय झालं, त्याच्यामुळे मग कसं आहे, उद्या समजा त्यांना फिरायला जायचं आहे, तर मग त्यांना जर उद्या डिझेल, पेट्रोल भेटलं नाही, तर मग त्यांचा तो प्लॅन कॅन्सल होणार आहे ना. मग त्यांनी विचार केला की आत्ताच भरून घेऊ आपण आणि मग ते सर्व लोकांनी भरलं गेलं, सर्व झालं आणि जेव्हा सकाळी उठून मी बघितलं, म्हटलं चला बाहेर फेरफटका मारून येऊ आणि अगदीच माझ्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती पेट्रोल पंप आहे.
हं, हं. हं, हं. खूपच मोठी रांग. हं, हं, हं. अगदी बरोबर बोललात. हो. बरोबर. अगदीच, अगदीच. हं, हं. हो. हं, हं, हं.
आणि मी बघतोय तर काय, पेट्रोल पंप चालू आहे.
हं, हं आणि म्हणजे हे प्रोसेसच सांगतोय?
अरे बाप रे! म्हटलं एक अन् ती खोटी माहिती होती ना मग. पेट्रोल पंप चालू आहे आणि उगीच त्या लोकांना एवढा प प परेशानी फेस करावा लागली. अशा चुकीच्या मॅसेजमुळे. कारण की आपण
बरोबर, बरं. मग तुम्ही तो मेसेज मग टाकलं का? पेट्रोल पंप चालू आहे, ही फेक माहितीय. हिच्यावर विश्वास नका ठेवू म्हणून?
हो, टाकला ना मग मॅसेज मी, की अशी माहिती पसरवायच्या पहिले जरा विचारही करत जा. लोकांना काल रात्री किती त्रास झाले. जर का त्या ट्रॅफिकमध्ये, एखादी एम्ब्युलन्स असेल आणि त्याच्यामध्ये काही इमर्जन्सी केस असेल. तर तिलाही ट्रॅफिकमध्ये अडकून पडावं लागलं. तर अ, जरा सामाजिक तिथ दृष्टिकोनानेही विचार करायचा असं मी मॅसेज बराच लिहून टाकला होता मग.
हं, हं, हं. अरे बाप रे! खूपचं म्हणजे अवघड आहे ना हे? अरे बाप रे! खूपचं छान. म्हणजे ह्या सर्व गोष्टी केल्या आणि त्याच्यातनं कशाप्रकारे ते फॉरवर्डिंग करायचं थांबवलंस तू, खूपचं छान सांगितलं आणि इंटरनेटची माहिती घेताना आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात या देखील सांगितलंस. खरंच तुझ्या अगदी मनापासून आभारी आहे मी तुझं आणि तू ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितल्या त्याच्याबद्दल खूप-खूप सारे धन्यवाद.
हं. धन्यवाद.